हां. तर मग टॉयलेट पेपर तो अर्शद वारसी घेऊन जातो. तिला सांगतो, की "हे, मी स्क्रिप्ट लिहिली आहे याच्यावर. मी माझ्या पुढच्या पिक्चरमध्ये तुला हिरोईन बनवेल, की हे तू, तू वाच." तर मग ते एक असतं. आणि अ, दुसरा आहे ना तिला आचार देतो. हो, आणि हा एक जो शेवटचा अजय देवगन असतो तो तिला पॉइझन देतो. तर मग हे लोकं बोलतात, "अरे, काय तू पॉइझन देतो?" तो बोलतो, की हां, बोलतोय, की "बघा, हे सगळे लाईन मारता आहेत तुझ्यावर, पण जर तुझा माझ्यासाठी होकार असेल, तर ह्या तिघांना हे पाव पॉइझन पाजूया आपण आणि जर तुझा माझ्यासाठी नकार असेल, तर मग मी हे पॉइझन घेऊन आहे ना, माझं अ, सुसाईड करेन." तर <chuckles> असे जे विलक्षण सीन आहेत त्याच्यामध्ये. मजा येते म्हणजे.
अरे बापरे! <laughs> अरे, बापरे! हां, का बरं? हां. अरे, बापरे! काय पिक्चर खरंच खूप भारी पिक्चर, खूप भारी पिक्चर असेल बरं का तो. मग हा कधी तुम्ही तुमच्या अ, घरी एकट्याने बघितला आहे का? का अ, थिएटरमध्ये मित्रांसोबत बघितला आहे?
अरे, एकदम. नाही, नाही. नाही, नाही. एकट्याने बघण्यासारखा आहे, म्हणजे फॅमिली मूव्ही आहे हा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ॲडल्ट मूव्ही नाहीये. हा प्युअर फॅमिली आहे. काहीही बिलो द बेल्ट वगैरे नाहीये हा मूव्ही. हां, <chuckles> आणि याचे बरेच पार्ट आहे.
हो, हो. अच्छा. हो, हो. हं, हं. मग दोन्ही आणि थिएटरमध्ये पण बघितला आहे. घरी तर बघितलाच आहे एकट्याने, पण अ, थिएटरमध्ये?
हो, हो, हो. पण हा खूप जुना मूव्ही आहे. आता याला किमान मी तुम्हाला सांगतो ना, की अ, 2008-9 त्या दरम्यानचा मूव्ही आहे. अ, बरेच वर्ष झाले याला. हो, हो, हो.
हो, ना. हो नक्कीच. पण बघा ना अ, एकट्याने पाहणं घरी, नाही का? आपण एकटं टीव्ही बघतो, पिक्चर बघतो, ठीक आहे एन्जॉय करतो तो. पण थिएटरमध्ये मित्रांबरोबर पाहणे हे दोन्ही अनुभव वेगवेगळे आहे. असं तुम्हाला भासलं होतं का, एकट्याने बघायचं आणि मित्रांसोबत बघायचं?
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं.